कसं तुमच्या घरी म्हणजे कसं तुम्ही एकत्रित कुटुंब राहता का, क तुम्ही सेपरेट ॲज अ, बॅचलर राहता कुठे बाहेर?
अ, ॲ ॲट धिस टाईम अ, घरी अ, नसतो मी ज्यादा तर. पण अ, म्हणजे जॉइंट फॅमिली आहे असं म्हणू शकतो. आजी-आजोबा बाकी सगळे आम्ही सोबत राहतो.
हं, हं. किती जणांचं मिळून म्हणजे एकत्रित असं 4-5 जण मिळून अ, आहे का कुटुंब तुमचं?
येस, येस. आम्ही अ, 6 जण आहे.
अरे वाह, वाह! खूप छान, खूप छान. तर तुमचं येणं-जाणं होतं का म्हणजे तिकडे?
हं. <chuckles> हो. <chuckles>